तर अशा वेळेस ना, मी पटकन म्हणजे जसं मी त्या दिवशी पण केलं मी माझा लॅपटॉप बंद करून टाकला, माझं बु बुक, पेन, सगळ्या वस्तू ठेवून दिल्या व्यवस्थित जागेवर आणि तिथून उठले. माझ्या डेस्कवरून उठले आणि नंतर मी आईला सांगितलं की, "मी ना आता खूप थकले आहे, मी बाहेर जाऊन बसते किंवा एक वॉकला जाऊन येते." म्हणजे आमच्या घराच्याच एकदम जवळ 2 मिनिटांच्या अंतरावर एक गार्डन आहे. तर मला जेव्हा पण असं थोडंसं फ्रेश व्हायचं असतं ना, तर मी त्या गार्डनमध्ये जाऊन बसते आणि तिथे लहान-लहान मुलं खेळत असतात किंवा संध्याकाळचे लोकं येतात आणि वॉकिंग करतात किंवा तिथे बसून गप्पा मारतात. तर मला फक्त तिथे जाऊन ना, त्यांना बघायला खूप आवडतं, की कसे सगळे वेगवेगळे असे आपापल्या दुनियेत स्वतः रमलेले असतात आणि लहान मुलं किती छान-छान असे ते त्या आपापल्याच दुनियेत खेळत असतात, छोट्या-छोट्या खेळण्यांनी किंवा बॅट-बॉल घेऊन. तर त्यांना बघायला ना, एक वेगळाच आनंद येतो, की इतकी छोटी-छोटी मुलं आहेत, त्यांना काही स्ट्रेस नाही, काही नाही.
हं. अरे वा! आह! बरोबर. हं. अरे वा! हं. बरोबर. हां. म्हणजे तुम्ही वातावरण तुमचं तुमचं वातावरण तुम्ही सीनरी चेंज केली.
हो.
हां. मग तिकडे तुम्हाला कसं-कसं वाटलं ओ? म्हणजे तुमच्या मनात आणि मग जेव्हा तुम्ही ते असं बघितलं, छोट्या-छोट्या मुली आणि मग तुम्ही गार्डन बघितलं. मनात काय भावना चालू होत्या? आणि त्याच्यासोबत काही असं संगीत वगैरे पण तुम्ही लावलं का घरी आल्यानंतर? का असं काही म्युझिक वगैरे लावली? काहीतरी वेगळं डान्स करणं, गाणं ऐकणं?
हो ना. म्हणजे पार्कला जेव्हा मी जाते ना, तर तेव्हा म्हणजे मला अ, एक गोष्ट मला खूप अ, आवडते तिथे आणि त्याने मला खूप फरकही पडतो. ते म्हणजे जे आपण ग्राउंडिंग टेक्निक म्हणतो ना, ज्याला, की आपण गार्डनमध्ये गेल्यावरती आपले चप्पल काढून जे हिरवं गवत असतं ना खालती, त्याच्यावरती आपले पाय फक्त ठेवून द्यायचे आणि एकतर त्यावर एकदम पाय ठेवून बसा किंवा वॉक करा गवतावर उघड्या पायाने.
हं. काय आहे सांगा बरं? हां. अरे वा! हां. अरे वा! हं. बरोबर.
तर तसं केल्यामुळे ना, आपल्याला जे धरतीची जी ऊर्जा असते ना, ती आपल्या शरीरात येते आणि आपलं अख्खं बॉडी एकदम असं एनर्जाइज होऊन जातं. म्हणजे एक चांगलीच एकदम फ्रेश ऊर्जा भेटते आपल्याला.
हां. काय म्हणता? हां, म्हणजे हे अनुभवलंय तुम्ही?